हां आणि सकाळी मला तर जावं लागतंय जिममध्ये तर कधी-कधी माझी जिम पण कॅन्सल व्हायची आणि मग अ, थकावट दिवसभर कामामध्ये आणि कामामध्ये ज्यावेळेस बसतोय, तर गरम होतो डोकं, डोळ्या डोळ्यामध्ये गरम वाफा येत होत्या. मला म्हटलं होतंय काय मला समजतच नाहीये काही, तर डॉक्टरकडे गेलो. डॉक्टरकडे गेल्या-गेल्या सरळ विचारलं, की "मोबाईल किती वापरता." हं, बापरे बाप! म्हटलं, नंतर अ, त्यांना सांगितलं मी, की मोबाईल म्हणजे वापरतो, 1-1.30 तास वापरतो. ते म्हणले, "1-1.30 तास म्हणजे किती?" म्हटलं बघा अ, 11-12 वा म्हणजे जास्त पण होतात कधी कधी. ते म्हणे जास्त म्हणजे किती? मग त्यांना खरं-खरं सांगितलं. बघा, अ, मी ते रील वगैरे बघत असतो किंवा YouTubeचे व्हिडिओ बघतो ना, तर मला 2 अडीच वाजता झोपायसाठी.
हो. बापरे! हो, हो. अरे बापरे! हां, हां, हां. हां, हां, हां.
हां, तर मग <chuckles> त्यांनी मला सांगितलं, "हे पहिले बंद करा तुम्ही, नाहीतर तुमच्या शरीरामध्ये हीट इतकी वाढेल, तुम्हाला त्यावेळेस तुम्हाला अ‍ॅसिडिटीचा पण त्रास सुरू होता. हां, ज्यावेळेस हीट एवढी वाढेल ना तुम्हाला अक्षरशः तुम्ही काम पण नाही करू शकणार नंतर. त्यानंतर चष्मा पण लागू शकतो" आणि खूप काही त्यांनी सांगितलं मला, नंतर-नंतर मला समजलं थोडं बहुत आणि नंतर-नंतर मी ते मोबाईल कमी केला, त्यानंतर थोडं मला अ, झोपायसाठी अ, थोडंसं झालं तसं ते झोपू शकलो मी हां, असं झालं ते. <chuckles> हं.
अरे बापरे! अरे बापरे! हां, हां, हां. अरे बापरे! हो, हो, हो. बरं, बरं. अच्छा, तर मला सांगा म्हणजे हा त्रास नेमकी तुम्हाला कोणत्या वेळी येतो, जसं आपण म्हणतो ना सहसा रात्रीच्या म्हणजे कोणत्या टप्प्यावर म्हणजे रात्री लगेच की म्हणजे असं मध्यरात्रीला असं कधी?
हां. हां, ते काय होते ना, की अ, रात्री झोप येत नाही. बघा कसं आहे ना, आपण काम वगैरे करतो आणि ऐन झोपाच्या टाईमाला मोबाईल हातात घेतो. तर काही-काही रील असे असतात ना, की काही-काही Facebookवर बघा ते मूव्हीचे पार्ट दाखवतात त्याच्यामध्ये. हां. तर ते मूव्हीचे पार्ट बघत बसले, की ते एकामागे एकामागे, एकामागे चालूच होते. मला ते समजतच नाही म्हणजे माझं, 1 दीड तास, 2 तास कुठे गेले तिच्यामध्ये तर. इतकं ते <whistles> हिप्नोटाइजिंग आहे असं, असं होते ते, तर ते कसं होत, की 12-1 वाजता मी ते बघायला सुरू करतो. मग झोप येते बरं का तरी पण मन म्हणते, की काहीतरी बघणं, काहीतरी बघणं, नवीन काहीतरी फोमो होतो नाही तर मग. हां, नोटिफिकेशन चेक करा. WhatsAppमध्ये लगेच जाऊन बघा आणि ते एवढे मोठे ॲप आहेत, की Facebookवरून उडी मारली की डायरेक्ट Instagram, Instagramवर उडी मारली की डायरेक्ट YouTubeमध्ये आणि कायम त्या लूपमध्ये आपण फसून जाऊ आणि मग त्यामुळे 2 अडीच वाजतात. म्हणजे मला 2 अडीच वाजायचे झोपायसाठी त्यावेळेस. हां, तर त्यावेळेस मला खूप अ, जास्त त्रास झाला त्यावेळेस तिच्यातून.
हो. हो. बरोबर. हां, हां, हां. हो, हो, हो. बरोबर. हां, हां. हां, हां. हो. <chuckles> हां, हां, हां. बरोबर. हो. अरे बापरे!

हां. तर ते कसं आहे ना, की ज्यावेळेस आपण श्वास घेतो ना, तर ते श्वास नाही का गळ्याला लागून आत जात असतो. नॉर्मली आपण श्वास घेतो हां, हां. आपण घोरतो कसा माहिती आहे ना, आपण घोरतो. ज्यावेळेस घोरताना ना, आपण तोंड उघडं असतं आपलं सेम आपल्याला काय करायचंय, की तोंड बंद करायचं आहे आणि घोरून ते श्वास नाकामार्फत करायचं आहे. तीच प्रोसेस नाकामार्फत करायची आहे. आपण घोरण्यामध्ये तोंडामार्फत श्वास घेतो आणि तोंडामार्फत सोडतो. फक्त तोंड बंद ठेवायचं आणि ते नाकामार्फत घ्यायचं आणि सोडायचं आहे. म्हणजे तो गळ्याला लागून श्वास आत जातो आणि गळ्याला लागून तो बाहेर येतो.
हां, हां. म्हणजे मला कळलं. हां, हां. हो, हो, हो, हो, हो. बरोबर, बरोबर. हां, हां, हां. हो, हो. बरोबर. हां, हां, हां, हां.
हां आणि तो ब्रेनमध्ये नाही का एक अ, विशिष्ट पद्धतीचा मेलाटोनिन नावाचा घटक असतो ना, ब्रेनमध्ये. तो जास्त स्त्रवायसाठी तो मदत करतो आणि ते जास्त जर का स्त्रवला ना की लगेच अ, झोप यायला सुरू होते.
अरे बापरे! खूपच छान.
हां आणि इतकी छान झोप येते ना त्यानंतर की एकदम मस्त गोड झोप म्हणतात त्याला, साखर झोप तशी झोप येते. <chuckles> नक्कीच, नक्कीच. <chuckles>
हो, हो, हो. मी नक्की ट्राय करेल एकदा हा उपाय <chuckles> हो, हो. खूपच छान. तर मला सांगा म्हणजे आधी तुमच्या स्वयी म्हणजे सवयींपैकी म्हणजे कोणत्या बदलल्यावर अ, हे सुरू झालं, म्हणजे आपण म्हणतो ना कधी कॅफेन, कधी मग कामाचे ताण, ज्या म्हणजे जास्त फोनचा वापर, नाहीतर मग आयुष्यातली कुठलीच अशी मोठी घटना?
हां, हां. बरोबर, बरोबर. नक्कीच, नक्कीच. हां, हां, हां, हां. बरोबर आहे, बरोबर आहे. बघा ते एक वर्षाचं मी सांगितलं ना, त्यावेळेस खूप जास्त अ, मला कामाचा लोड आलेला होता, तर त्यावेळेस मला एक खराब सवय लागली, की मी रात्री अ, कॉफी पिऊन काम करायचो असं. त्यावेळेस मला 2:30-3;00 वाजायचे त्यावेळेस हां आणि नंतर ते काम तर कमी झाला, पण माझी जी सवय होती कॉफी प्यायची, तर मी कॉफी पीतच राहिलो त्यानंतर पण. तर अ, अक्षरशः मी सांगतो मला 10:00 वाजता कॉफी लागायची, 11:30-12:00 वाजता पुन्हा एकदा कॉफी प्यायला लागायची.
अरे बापरे! बापरे! हां, हां, हां. बापरे!

तर दूर कुठेतरी एका माळगीमध्ये नेऊन ठेवायचा, नाहीतर एखाद्या टेबलच्या खाली नेऊन ठेवायचा, म्हणजे अडचण झाली पाहिजे आपल्याला, असं ते उठून घ्यायचं तसं त्याच्यासाठी. हां. म्हणजे एकदम हात पुरला पाहिजे, असं मोबाईल ठेवायचाच नाही त्यावेळेस. हां. अन
हो. हां, हां, हां. बरोबर, खूपच छान. बरोबर, बरोबर. बरं, मला सांग म्हणजे कधी असं मोबाईलमुळं तर ठीक आहे बाबा झोप आपण ते बघतो म्हणून आपल्याला झोप येत नाही. पण कधी-कधी असं असतं ना, वेगवेगळ्या प्रकारचे आपत्कालीन ताण, तणाव असतात. म्हणजे त्या ते पण झोपेमध्ये अशी अडचण करतात किंवा मग अ, त्याच्याशी जर कम्पॅरिझन करायचं म्हटलं, तर आपलं दीर्घकालीन अनिद्रता असते. म्हणजे हे अ, कसं, म्हणजे याच्यात तुम्हाला काय वाटतं की नेमकी कसे परिणाम होतात झोपेवरती यांचे?
हां. बरोबर. हां, हां. हां, बरोबर. हां. हां, बरोबर. हां. बरोबर, बरोबर. आणि शेवटचं तेच आहे, की ताण-तणावामुळे काय होते ना, की आपण खूप जास्त चिंता करतो बघा. आणि चिंता करता, करता, करता करता ना मग घबराट व्हायला लागते, त्यावेळेस झोप अजिबात येत नाही माणसाला. तो व्यक्ती नाही का परेशान होऊन जातो. मला झोपच येत नाही, झोपच येत नाही. झोप न येण्याचं बी त्याला ताण येते. त्याची बी चिंता करतो वेगळीच तो. म्हणजे अँक्साइटी होत राहील त्याला. अँक्साइटी, भीती किंवा कोणाला दुःख झालं असेल, तर दुःख आठवते त्यावेळेस रात्री, कारण की दिवसभर कामात असतो. त्यावेळेस तर आपण पूर्णतः व्यस्त असतो, पण रात्री त्या सगळ्या गोष्टी आठवतात. त्यासाठी नाही का, मला माझ्या मित्राने एक अ, छान पद्धत शिकवली, <smacks lips> ध्यानाची. हां. तर अ, काय करतो मी, की रात्री मला झोपच येऊन नाही राहिली, काहीच नाही झालं, ताणतणाव खूप जास्त वाढला. अँक्साइटी वाढत आहे. सरळ अ, बेडवर जायचं, मोबाईल वगैरे सगळं बाजूला ठेवून द्यायचा आणि ध्यानात बसायचं. मेडिटेशन. श्वासाकडे लक्ष द्या. येतय, जातंय बघायचं त्याला, येतय, जातंय. मग सगळे विचार येतात डोक्यामध्ये, तुम्ही म्हणायचं, "अरे वाह! किती छान विचार आहे, किती छान विचार आहे." असं करता, करता ते विचाराकडे पण बघत, बघत, बघत, बघत जायचं आणि मग नाही का तुमची एक अशी अवस्था येते ना, त्यावेळेस तुम्ही इतकं शांत महसूस करता आतमध्ये आणि अचानक तुम्ही कधी झोपून जाता तुम्हाला तुमचं पण समजत नाही. <chuckles> आणि ही ध्यान करणे झोपायच्या पहिले ही खूप, खूप चांगली गोष्ट आहे.
बरोबर. हो. हो, बरोबर. हां, हां, हां. बरोबर. हो. बरोबर. हां, हां. अच्छा. हां, हां. हो, हो, हो, हो. हां, हां, हां. हां, हां. बरोबर, बरोबर. <chuckles>

बापरे!
हां, तर म्हणजे 2 वेळेस जर का, कॉफी पिली, ती असते ते कॅफीन तर असतेच, ते पुन्हा आपल्याला झोपू तर देतच नाही. उत्तेजना तयार करते शरीरामध्ये, की तुम्ही चला काहीतरी करा, काहीतरी करा असं त्यावेळेस व्हायचं. ते एक आणि मोबाईल होता दुसरा. तुम्हाला सांगितलं तसं. ते मोबाईल पण तेच अ, मला झोपूच देत नव्हतं त्यावेळेस. आणि मधा-मधात नंतर अशी सवय लागली की फोनवर बोलायचं. मधात रात्री फोन यायचे घरच्यांचे व्हिडिओ कॉल. कारण मी बाहेरगावी होतो ना. त्यावेळेस रात्री फोन यायचे कारण की दिवसभर मी फिरायचो, म्हणजे कामात वगैरे व्यस्त असायचो, मग रात्री 11.00-11.30 वाजता व्हिडिओ कॉल यायचे. व्हिडिओ कॉलवर बोला, नंतर मग ते Instagramवर पण खेळा, बाकीचे पण YouTubeवर पण बघा, नवीन अपडेट्स बघा, याच्यामुळे खूप जास्त माझी झोपच डिस्टर्ब झाली होती नंतर असं आहे हे. हं.
हो, हो, हो. बरोबर. हो. बरोबर. हां, हां. हां, हां, हां, हां. हो, हो, हो. हां, हां, हां. अरे बापरे! हां, हां, हां. अरे बापरे! अवघड म्हणजे खूपच अवघड सिच्युएशन. हो. बरोबर. तर अ, मला सांगा म्हणजे अ, तुमच्या दैनंदिन दिनचर्येत कोणते असे छोटे बदल करायचे असतील, तर काय कराल तुम्ही, म्हणजे उदाहरणार्थ झोपण्याची अ, ठराविक वेळ झाली, त्यानंतर मोबाईल दूर ठेवणे किंवा मग आपण म्हणतो ना, की अ, हलका व्यायाम, जसं तुम्ही सांगितलं, की तुम्हाला तो श्वासोश्वास डॉक्टरांनी सांगितला होता ते करायला ते, म्हणजे यांपैकी नेमकी तुम्हाला काय योग्य वाटतं?
खूप जास्त त्यावेळेस <laughs> हां, हां. हां, हां. हो, हो, हो, हो. बरोबर, बरोबर. <sighs> हां, बघा दैनंदिन अ, दिनचर्यात नाही का बदल करणं खूप जास्त आवश्यक असतात कारण की एक अ, प्राकृतिक घड्याळ असते बघा. त्याला आपण डिस्टर्ब केलं ना, तर पूर्ण लाईफच <whistles> आपली डिस्टर्ब होऊन जाते. तर वापस पुन्हाला एक प्राकृतिक घड्याळानुसार त्याला नॅचरल कॉक अ, क्लॉक म्हणतात इंग्लिशमध्ये, अ, त्यानुसार आपल्याला आपली दिनचर्या सेट करावी लागते. हां. तर त्यासाठी काय आहे ना, की अ, रात्री झोपायच्या पूर्वी आपण पूर्णतः थकलेलो पाहिजे. त्यावेळेस आपल्याला झोप येते, ही एक गोष्ट आहे. तर दिवसभर नाही का, <clears throat> आपण काहीतरी जाऊन अ, सकाळी-सकाळी नाही तर संध्याकाळी बेस्ट आहे. संध्याकाळी जायचं जिममध्ये वर्कआउट करायची, कामावरून आलो, जिममध्ये जायचं, वर्कआउट करायची किंवा काही काम करायची किंवा फिरायला जायचं बाहेर आणि हां आणि दुसऱ्या नंतर फिरायच असेल, तर मग जेवण केल्यानंतर. 8.00-8.30 वाजले जेवण केलं, नंतर फिरायला जायचं आणि फिरल्यानंतर नाही की ते फिरता-फिरता, फिरता-फिरता नाही का थोडी गुंगी यायला लागते झोपेची आणि घरी येऊन तुम्ही डायरेक्ट असं झोपू शकता. <sighs> दुसरी गोष्ट अशी आहे, की झोपताना मोबाईल जो आहे, तो कायम एक तो बंद करून ठेवायचा, नाही तर दूरच ठेवून द्यायचा सरळ. आपलं आपल्याला वाटते की अ, रात्री वगैरे बेरात्री फोन येऊ शकतो
हो, हो. बरोबर. हां, हां. हो, हो, हो. हां, हां, हां. हो, हो, हो. बरोबर, बरो हां, हां, हां. बरोबर. हां, हां, हां. बरोबर.